हो ना. आणि म्हणजे एकदम व्यवस्थितपणे तुम्ही म्हटले आहे. मग जेव्हा तुम्हाला पालकांशी ह्या बाबत जेव्हा चर्चा करायची असते, तेव्हा नातं दुखावल्या बिना कसं बोलायचं आणि कसं बोलता येतं? म्हणजे कुठले शब्द वापरायचे, टोन कसा वापरायचा, वेळ कुठली योग्य असते का? काय वाटत याबद्दल?
तर कसं असतं की आता एक सवय मला तुम्हाला खरं सांगायचं बाहेर, म्हणजे घरी आमच्या म्हणजे नॉन व्हेज वगैरे अजिबात चालत नाही. ती नॉन व्हेज खायची सवय मला लागली हॉस्टेलमध्ये राहून.
हं. काय म्हणता? हं, हं. हं.
तर आता हे म्हणजे बऱ्याच वर्ष म्हणजे माझ्या घरच्यांना माहित नव्हतं. मी त्यांना सांगितलं नाही. पण कधी जर असा प्रसंग आला की चुकून आपल्या तोंडातनं काही निघालं. कारण आजकाल सोशल मीडिया असतं ना हो. सोशल मीडियावर फोटो तर दिसतात आपण काही खात असताना, करत असताना. तर अशा वेळेला जेव्हा घरचे विचारतात, "अरे बाप रे! तू असं काय करत होतास? अरे बाप रे! मी तो फोटो पाहिला."
हं. बरोबर. हं. हो, हो. हं, बरोबर.
तर आता त्यांना कळलंच आहे तर काय करायचं? आता तिथे खोटं बोलून तर चालत नाही. तर त्यांना नीट समजवायचं हो, तर त्यांना नीट समजवायचं. हे बघा असं-असं झालं आता म्हणजे आजकाल परिस्थिती अशी असते की आपण इतक्या लोकांबरोबर राहतो. तर आपल्याला अगदी अडून नाही राहता येत, नाही का? की मी हेच खाणार नाही. मी तेच करणार नाही, वगैरे. तर अ, कुठे ना कुठेतरी आपल्याला सगळ्यांना सोबतही राहायचं असतं बाहेर. तर घरच्यांना सांगायचं, नाही आता लागल्यात अशा काही सवयी मला आणि हे खास करून, जेव्हा मी अ, परदेशीसुद्धा गेलो होतो.
अरे बाप रे! हां. मग कसं सांभाळलं त्याला? हं. हो ना. हं. बरोबर. <chuckles> म्हणजे पहिले, म्हणजे पहिले लपवायचं, खोटं बोलायचं, आणि मग नंतर त्यांना सांगायचं असं. नंतर सांगायचं की हा लागली सवय म्हणून हो.
नंतर अ, सांगायचं, आणि नंतर हो, हो. कारण मी जेव्हा परदेशी गेलो होतो ना 1 वर्षासाठी, मला एक अ, मी शिकायला 1 वर्षभर परदेशी गेलो होतो. तर तेव्हा म्हणजे तिथे तर मी सांगितलंच. कारण हे बघा, तिथे म्हणजे भाज्या एक तर मिळत नाहीत हो.
हं. बरोबर. हं. हो ना. नाही मिळत आणि दुकान जवळ नसतं. हो. हो ना.
भाज्या एक तर मिळत नाहीत. मिळाल्यावर खूप महाग असतात. नाही आणि मी मग तेच समजवलं की हे बघा मी इथे शिकायला आलोय. की आता मी शिकू का घरी स्वयंपाक करत बसू?
हं. अगदी बरोबर. काही ना काहीतरी, कुठेतरी ॲडजस्टमेंट तुम्हाला ही करावी लागते. मग अशा वेळेस बघा ना आधुनिक काळात जेव्हा तुम्ही राहता, जसं तुम्ही सांगितलत, मी बाहेर परदेशात होते. तर अशा वेळेस कुठल्या शिकवणी ठेवाव्या आणि कुठल्या बदलाव्या? काय सल्ला द्याल तुम्ही लोकांना, जाता-जाता?
तर अ तडजोड करायलाच लागते.